अ, एकटेपणा म्हटल्यापेक्षा ना अ, तिथं होतं बरं आपले फ्रेंड्स असतात हे. पण इथं काय झालं होतं ना, की मी आणखी पण माझ्या मनातून त्या लोकांना स्वीकारलेलं नव्हतं. कसं होतं ना, की आपण लगेच अ, आपण एवढं प्रेम नाही दाखवू शकत किंवा होतही नाही सहजासहजी. ही माझी सासू आहे, ही माझी जाऊ आहे. अ, समजा नवऱ्याबद्दल असं म्हणू शकतो, की आपण आता फोनवरती बोलतात, अ, भेटतात, फिरतात त्यामुळं आपलं थोडं बॉन्डिंग वाढतं.
हं. हं. हां. बरोबर, बरोबर, हं. हो ना. हं. अगदी खरंय. हं.
पण ह्या लोकांसोबत आपलं बॉन्डिंग नाही ना वाढत एवढं. कसं, की एकदमच आपण
हां, ते पटकन आपलंसं नाही करता येत. हं.
नाही करता येत आणि ते खूप जड जातं हं, तेव्हा आणि ही लोकं माझ्यासोबत बोलायची, माझ्यासमोर असायचे, पण मला कधीच असं त्यांच्यामध्ये गेल्यानंतर वाटलं नाही की ही सगळी माझी आहेत आणि आपण यांच्यासोबत बोलूया. मला ते बोलले ना माझ्यासोबत तरी पण मला खूप असे एकटं-एकटं वाटायचं. मला हॉस्टेलची आठवण यायची. मला माझ्या मम्मी-पप्पाची आठवण यायची. पण तिथं मात्र मी नेहमी एकटी फील करायचे.
हं. अरे बापरे! हां. हं. हं. मग? अच्छा. मग पुढे? हं.
आणि मग ते त्यांना जाणवायचं बरं, की आपल्यामध्ये ही इन्वॉल्व होत नाहीयेत, ही सामावून घेत नाही आहेत. तर एकवेळा काय झालं, की मग नाही का आपण माहेरा पण जातो ना, 1-2-4 दिवस राहिलो, की मग माहेरा जातो. पुन्हा 1-2 दिवस राहतो, पुन्हा येतो. मग मी ना घरी गेल्यानंतर आहे ना अ, माझ्या फ्रेंडला सांगितलं ही गोष्ट, का अगं मला ना तिथं म्हणजे अ‍ॅडजस्टच होत नाहीये. मला कामाचा काही संबंध नाही आहे हं, कारण सगळ्यांना माहीत होतं, की हिला कामाची सवय नाही आहे आणि आमच्याही घरामध्ये एवढी चांगली परिस्थिती होती, की आम्ही सुनांनी काम करावं असं काही नव्हतं. अ, सगळ्या बायका वगैरे होत्या. हो, खूप सुंदर होतं. आणि मग अ, काय करावं. कामाचा इश्यू नाही आहे. पण मला नुसतं एकटं-एकटं फील होतंय म्हटलं. मला ना काहीच कळत नाही आणि त्यामुळं काय होतं, की मी पूर्णवेळ ना मोबाईलच बघत बसते. नाही तर मग अ, आपलं काहीतरी मोबाईलमध्ये बघायचं. नाही, तर मग डायरेक्ट अभ्यासच करायचा.
अच्छा. हं. हो ना. हं. हं. हां, हां, हां. <chuckles> हां. अच्छा, हेच चांगलं होतं म्हणजे. हं. हं. अरे देवा! हं.